हां, तशर तशा आहेत, म्हणजे सासूबाईंच्या बहिणी म्हणा किंवा त्यांच्या जावा ज्यावेळी येतात ना तर अ, "अगं, तिला तू हे सांगत नाहीस का? ती काही करत नाही का मग नुसतं क ऑफिसचं काम करते का? म्हणजे बाकी काही करत नाही का, म्हणजे हा म्हणजे स्वयंपाक बनवत नाही का? म्हणजे उगीच असं अ, चुगल्या करायच्या, म्हणजे त्या त्यांच्या त्या घरातलं त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांना माहीत असतं, तुम्ही येऊन तिथं काडी टाकण्यात काही पॉइंट नसतो. मग अ, हो मग अ मग असं काहीतरी बोलतात मग अरे, बापरे! ती करतच नाही का मग असं म्हणजे त्यांचे कान भर भरवायचे थोडक्यात, असं करतात हां, म्हणजे मग अशांना मी अ, म्हणजे इग्नोर करते, म्हणजे त्यांना फारसं महत्त्व देत नाही मी, म्हणजे ठीक आहे या.
हं. हो. हं, हं, हं. हो, हो, हो. बरोबर, हो ना. बरं, हां, हं. हां, बरोबर आणि खरंच गरजेचं आहे ते म्हणजे या तुम्ही शांत 2 दिवस रहा, खा बी पण जा पण त्यांच्या मनावर नाही घेऊ शकत ना. म्हणजे पो उद्या आपल्याला आपण कसं असतं, की कोणीतरी आपल्याला बोलतंय काहीतरी मग त्याला प्रत्येक वेळेला आपण रिएक्ट केलं ना, मग ते आपण एक्सेप्ट केल्यासारखं आहे की हां. वी आर डुइंग द सेम थिंग. हो, हो, बरोबर.
हो. हो. हो. हो, हो, म्हणजे आपली चूक एक्सेप्ट केल्यासारखी होते ती. मग अशी माणसं माझ्या खिजगणतीत पण नसतात, म्हणजे मी फारसं महत्त्व देत नाही त्यांना आणि तेवढ्यापुरतं तेवढं म्हणजे हो, हाय, आलात या, बसा, भ भेटा सासूबाईंना, भेटा सासऱ्यांना आणि निघून जा तुम्ही. ते आपल्या ना, अ, म्हणजे इतक्या नादाला लागत नाहीत, कारण आपली त्यांची वेव्हलेन्थ जुळत नसते किंवा जनरेशन गॅप असतो मग जेव
हां, बरोबर. हं. बरोबर. हो, बरोबर आणि कसं असतं, आपण जुळवायला गेलो ना, तरीदेखील हे लोकं आपल्या नावंच ठेवतात. मग आपल्याला असा एक धडा भेटतो, अरे, नको, म्हणजे ह्यांच्यापासून लांब राहिलेलंच बरं. मग आपण बोलत नाही आणि मग नंतर ते बोलत, की अरे, ही जुळतं म्हणजे जुळवून घेत नाही, बोलत नाही, फोन नाही, असं पण असतं त्यांचं.
हो, नाही आणि हो, हो, हां, म्हणजे थोडी घमेंडी आहे, थोडी म्हणजे हे करते, बोलतच नाही, आकडू आहे, बर काय आकडू ते आकडू, पण आमच्या घरातला वाद टळतो ना, चालतं. मला काही बोललं तरी चालेल, पण घरातला वाद होता कामा नये, म्हणजे घरच्या लोकांच्यात तुम्ही गैरसमज करून तुम्हाला काय साध्य करायचं असतं त्याच्यामध्ये? असं मी म्हणते मग त्यावेळी मग थोडं सावधानतेनं जाणं गरजेचं असतं. अशा लोकांपासून लांब राहिलेलंच चांगलं असतं आणि अ, म्हणजे बाकीचे मग ते सल्ला देतातच. जर असं भांडणं वगैरे करत असतील ना तर अ, ते सीनियर लोकं, म्हणजे त्यांच्या लेव्हलची सल्ला देतात, की तुम तुमचं घर आधी तुम्ही बघा, ते सांभाळा मग दुसऱ्याच्या घरात नाक खुपसा ना, असं आहे. तुमच्या अ, काही इकडे बोंबा-बोंब, हे इकडे गेलाय, तो तिकडे गेलाय. मग तुम्ही इथे येऊन कशाला सल्ले देताना फुकटचे असं. हां, म्हणजे असं पण सल्ले मोठे त्यांना देऊ शकात देऊ शकतात, आपण नाही देऊ शकत. मग तसं आमच्या बाबतीत झालेलं आहे, म्हणजे मग तेव्हापासून माणसं जरा दचकून असतात, म्हणजे आमच्याकडे येताना. त्यामुळे कोणी असं नादाला लागत नाही मग ते आपल्या हातात असतं, आपण कसं त्यांना अ, डील करायचं, कसं टोलवायचं हो.
हां, बरोबर. बरोबर, अकडू आहे. पण ठीक आहे चालेल <chuckles> हां. हां. हं, हं. हो. हं. बरोब नक्क हं. बरोबर, हो. बरोबर. नक्कीच, नक्की. हं. <chuckles> बरं. बरोबर, हो, ना, त्याचे नक्कीच, नक्कीच आणि हे असं केलं पण पाहिजे नाही तर काय होतं, कोण पण येईल उठसूट आपल्या घरात काडी लावून जाईल आणि मग तो आपली भांडणं, असं पण होतं. पण हे गरजेचं पण आहे, आता म्हणजे हं.
हो, हो, आणि आणि घर घरच्या मेंबरनी कसं एकमेकांना सामंजस्य दाखवलं पाहिजे आणि आपली एकी कधी तोडली नसली पाहिजे आणि आपल्या घरातले प्रॉब्लेम्स कधी बाहेर कळले नसले पाहिजेत. हो.
बरोबर, हो. बरोबर. नक्क ते खूप महत्त्वाचं आहे आणि मग कधी तुम्हाला असं वाटलं का, की अ, शांत राहणं म्हणजे शांत राहणं खूप महत्त्वाचं ठरलं किंवा अशा मर्यादा कशा ठरवल्यात तुम्ही, आणि म्हणजे एखाद्या वेळी किंवा असे वाद टाळण्यासाठी त्याच्याबद्दल काय सांगाल?
हो, नक्कीच.